रोजच्या गडबडीत आपण अ, सगळीकडेच पसारा, पसारा, पसारा करून ठेवत असतो. तसाच असं काही अ, डिजिटल पसारा असतो, ज्याला डिजिटल क्लटर म्हणतो आपण. तर हे डिजिटल क्लटर नक्की काय असतं? आणि ते कमी कसं करता येईल? याच्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल आम्हाला?
हं, हं. अ, छा आपलं जे डिजिटल क्लटर म्हणजे आपण जो अ, तुम्ही बघा आता फोन असतो किती वेळा आणि भरपूर मेसेजेस असतात. आपलं स्पेशली सणासुदीच्या दिवशी एवढे मेसेजेस येतात, की दुसऱ्या दिवशी फोन हँग होत असतो. म्हणजे आपल्याला दुसरा दिवस काय म्हणतो ना, डिलीट मोहीम सुरू करावी लागते. <chuckles> धडा-धड डिलीट करायची असते. अ, तर म्हणजे ह्यालाच आपण म्हणतो की म्हणजे साफ-सफाई, डिजिटल साफ-सफाई. अ, कारण की अ, जशी आपली अ, घरात आपण राहतो, ती जागा कशी लिमिटेड असते. तशीच फोनमधली किंवा कॉम्प्युटरमधली ही जी जागा असते अ, ती पण एक मर्यादित असते आणि त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित वापरायचं असतं. अ, आणि हे जे आपण बघतो, की स्पेशली आपण WhatsApp भरपूर वापरतो सगळे जणं आणि हे जसं मगाशी म्हणालीस सणासुदीचे तर आहेच. पण इतर वेळेलाही असे आपण काही ग्रुप्स जॉइन करतो, ज्याच्यामध्ये हमखास असे अ, कुठलेही अ, काय म्हणतो ना जो ग्रुपचे नियम आहेत हां. बरोबर. इकडे मिळालं, तिकडे पाठवा. तिकडून मिळालं, इथे पाठवा. म्हणजे एक बरोबर. सगळं फॉरवर्ड, फॉरवर्ड करून ठेवलेलं असतं आणि आपलं फोन एवढा हेवी का होतोय? असं आपल्याला वाटतं.
हो. हो ना. हो. हो. अगदी. <laughs> बरोबर आहे. अगदीच. अच्छा. बरोबर आहे. हो. बरोबर आहे. हो. नको असलेले किंवा बरोबर आहे. हो, हो. <chuckles> हो, ज्याला आपण फॉरवर्ड्स म्हणतो. हो. <laughs> बरोबर आहे.
हं. तो पसारा क्लिअर करतो ना आपण म्हणजे फोनच्या जागेची साफ-सफाई, डिजिटल जागेची साफ-सफाई. त्याला आपण डिजिटल क्लटर कमी करतो असं म्हणतो. म्हणजे तो कचराच झाला ना, म्हणजे अनवॉन्टेड हां.
हां. अरे वाह! छान सोप्या शब्दांमध्ये तुम्ही सांगितलं बरं का. मग आता हे डिजिटल क्लटर किंवा हा जो डिजिटल पसारा आहे, तो कसा कमी करता येईल? काय सुचवाल तुम्ही?
हं, हं.